असं एक वेळ आली की जिथे तुम्हाला करण्याशिवाय पर्याय नाहीये. पण अ, इथे आमच्या घरी म्हणाल तर अ, अजून तरी मिस्टरांना चहा बनवता येतो. लग्नानंतर शिकलेली गोष्ट आहे चहा बनवणे आणि बऱ्यापैकी ते असं म्हणजे कामं करत की समजा आता मी इथे अशी कामाला कुठे बसली आहे, माझं काम चालू आहे आणि मी नाही उठू शकत. मग त्यांचं त्यांचं ते जेवायला वाढवून घेणार, त्यांचं त्यांचं ताट ते सिंकला नेऊन ठेवणार.
वेळ आली, हां. हं, हं, हं. अगदी, अगदी. ओह! <laughs> वाह! <chuckles> हं. हं. हं, हं, हं. हं. अरे वाह! हं, हं, हं, हं.
किंवा समजा एखाद वेळेस मला आता बऱ्याच वेळेला सीनियर सिटीझन घरात असल्यामुळे आपल्याला नाही बाहेर जायला मिळत वाण-सामान आणण्यासाठी वगैरे. त्यांना फक्त एक लिस्ट पाठवली, तर ते व्यवस्थित घेऊन येणार. अशा बऱ्याचश्या गोष्टी आता हळू-हळू त्यांनी म्हणजे अडॉप्ट केल्यात मिस्टरांनी.
हां, हां, हां. हं. वाव! हं, हं. अच्छा. हं. नाही फारच छान आणि मगाशी जसं तुम्ही सांगितलत की अ, माझी मुलं पण आता इन्व्हॉल्व असतात किंवा करतात कामं. तर तुम्ही त्यांना म्हणजे आता कसं आहे की लहान मुलं म्हटली, तरी घरातली मोठी मंडळी म्हणतात की, "त्यांना काम नको देऊस." पण अं, खूप वेळेला असं होतं की मदत करायला कोणी नाहीये, तर ती आहेत. तर ती आलेत मदत करायला, तर तुम्ही त्यांना कसं काय शिकवलत किंवा तुम्ही कसं काय दाखवलत? कारण की त्यांना आधी खूप म्हणजे शिकवावं लागतं किंवा सांगावं लागतं ना की, "बाबा, हे असं नाही असं करायचं, हां. मग ह्या पद्धतीने केलं तर खूप छान होईल. तू असं कर." तर ते तुम्ही कसं काय अ, शिकवलत त्यांना?
हो, हो. हो. बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर. मी ह्याच्यासाठी ना खूप थँकफुल आहे आमच्या शाळेची.
हं. हं.
कारण आमच्या शाळेमध्ये मुलांना हे सांगितलं जातंय की तुम्ही ज्या घराचा भाग आहात, त्या घरातल्या प्रत्येक कामामध्ये तुमचा वाटा असला पाहिजे. देअर मस्ट बी अ शेअर इन द वर्क फॉर द हाउस चोर्स. मग मग ते त्यांना जेव्हा शिकवलं जातं शाळेमध्ये शाळेमध्ये लिटरली रुमाल, चादरी आणि टॉवेल हे घेऊन बोलवतात. टी-शर्ट्स घेऊन बोलावतात त्यांना घड्या कश्या घालायच्या हे शाळेत शिकवलं जातं.
अच्छा. हं. अरे वाह! हं. हं, हं, हं. हं, हां. हं. अरे वाह! हे शिकवतात शाळेत?
होय. आमच्याकडे जे प्रायमरी सेक्शन आहे, 1ली ते 4थी ह्याच्या ह्या दरम्यान 1ली 2री च्या वर्गांमध्ये तुमच्या कपड्यांच्या घड्या तुम्ही कशा घातल्या पाहिजेत, हे ह्याचा एक दिवस पूर्ण असा म्हणजे 1 तास असतो दिवसा आठवड्यातून आणि मग तेव्हा हे ना, आप एक-एक घेऊन यायला सांगतात. पहिला एक चादर आणा, मग एक टी-शर्ट आणा, मग तुमची पँट, तुमचा टॉवेल आणि मग ह्यांना सांगायचं सांगितलं जातं की तुम्ही रोज घरी हे करत जा.
<chuckles> वाह! हं, हं, हं. हं, हां. हं. हं. हं, हं. वाह! हां, हां, हां. हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हो, फारच छान. हं.
आणि बेस्ट थिंग ही झाली ना की जरी माझे आता सध्या सासू-सासरे जरी माझ्याबरोबर असले, तरी पण शाळेने सांगितलंय आम्हाला हे करायला
हं, हं, हं, हं. अ, हां. तुमच्यासाठी तर हे खूपच चांगलं झालं ना ते.
म्हणून ते आवर्जून केलं जातं.

हम्म, तर
म्हणजे, ही जी काही त्यांची टिक ट्रिक आहे ना ती खूप कामी पडते. आणि मग, "नाही-नाही, नाही-नाही, नाही, मला ते संध्याकाळी जायचंय ग्राउंडला तुमच्याबरोबर. असं नका करू. मी आवरतो पटकन. येतो आवरायला." मग ती आयडिया चांगली चालते त्यांची.
हं. <chuckles> हां. हं, हं. आ <chuckles> अं. हं, नाही मस्तच! अगदीच. मग काही-काही वेळेला काय होतं ना, की अ, सासू-सासरे म्हणा किंवा पती, पण अ, असं नवरा वगैरे आहेत घरात. तर काही-काही वेळेला ती लोकं नाही सहकार्य करत. म्हणजे, आता तुमचं तर लकी आहे म्हणा, पण खूप वेळेला असं होतं, की अ, नाही सासू-सासरे अ, किंवा पत पत नवऱ्याची अपेक्षा असते की, तुम्हीच करायचं, घर तुम्हीच सांभाळायचं. ना मुलांना सांगायचं, ना म्हणजे बाकी माझ्या आई-बाबांना पण नाही सांगायचं. असं पण खूप वेळेला नवऱ्याची अपेक्षा असते. की ते म्हाण माझे आई-बाबा म्हातारे झालेत आणि माझी मुलं छोटी आहेत. त्यामुळे तू अ, तू कशी रिस्पॉन्सिबल पर्सन आहेस, तू असं नाही केलं पाहिजे, तू सांभाळलं पाहिजेस. तर अशा जेव्हा अपेक्षा येतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की काय, अ, कसं ती सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे?
बरोबर. हो. हो. बरं. हो, हं. हो. बरोबर. हो. ही सिच्युएशन झाली आमच्या घरामध्ये. ही सिच्युएशन झाली म्हणजे, मी म्हटलं ना, की पहिली-दुसरीला जेव्हा मुलांना शाळेमध्ये शिकवलं जात होतं. आणि जेव्हा मुलं घरी येऊन ही गोष्टी सगळ्या करत होत्या, तर माझ्या सासू-सासऱ्यांना ते बिलकुल आवडलं नव्हतं. स्पेशली जेव्हा मुलं अ‍ॅज अ मुलगा म्हणून काम करतोय. तर, आता बायल्याा आहे का? मुलींसारख्या कपड्यांच्या घड्या घालतोय. तेही बायला बायकांची कामं आहेत, तेही बायल्यांची कामं आहेत, असं नाही करायचं तसं तर त्यावेळेस, म्हणजे असं म्हणेन मी, की माझ्या मुलांनी त्यासाठी जे आहे ना, थोडसं वाकड्यात गेले आजी-आजोबांच्या, असं म्हणेन मी. आणि त्यानंतर ओरडाही खाल्ला त्याबाबतीत भरपूर, कारण, तुम्ही असं कसं आजी-आजोबांना बोललात?
हं, अच्छा! हं. हां, हं, हं. हं. ओह. हं, हं, हं. हं, हं, हं. आई गं! अं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हम्म. ओह! <chuckles> हं, हं, हं.
कारण त्यां झालं असं होतं, की त्यांना शाळेत शिकवलं होतं, की तुम्ही घडी घालायची आहे कपड्यांची तुमच्या. आणि मग मी त्यांना म्हटलं, ठीक आहे, मग आज तुमचं कपाट आवरून घ्या तुमचं.
हां. हं.
सगळे टी-शर्ट बाहेर काढा, जशा टीचरनी शिकवली तशी घडी घाला आणि असे रचा. आणि त्यांनी मस्त पसारा करून ठेवला होता बेडवर. आणि नेमकं अ, माझ्या सासरेबुवांना झोपायचं होतं.
हां. हं. आहं, हं. हं.
त्यामुळे ते म्हणतात, "ही काय बायकांची कामं इथे काढून बसलायस तू? त्या बायल्या आहेस का?"
ओ हो!
तर तेव्हा माझ्या त्या मुलाला एवढा राग आलेला, तो म्हणाला, "आम्ही काय बायले आहोत, म्हणून हे करत नाही आहोत. आम्हाला शाळेत शिकवलंय, म्हणून आम्ही करतोय." आणि हे त्यांना काही पटलं नाही, म्हणजे असं बॅक उत्तर दिलेलं. ते संध्याकाळी माझ्या नवऱ्याच्या कानापर्यंत गेलं. मग माझा नवरा माझ्याकडे आला, की ही कामं तू त्यांना का सांगतेस? हे ते का करत आहेत? म्हटलं, करेक्शन हे मी सांगितलेलं नाही.
हं. हं. हो. हं, हं. अरे बाप रे! हं. हां.

हवं तर टीचरला फोन करा, टीचरला विचारा. हे शाळेतून शिकवलं जातंय आणि हे गरजेचं आहे.
हं. हां.
मग ते जेव्हा त्यांना हे पटलं, की "अरे नाही हे गरजेचं आहे आजच्या काळात, आज जर माझा मुलगा बाहेरगावी कुठे गेला राहायला, शिक्षणासाठी म्हणा किंवा जॉबसाठी इन फ्युचर तर त्याला काय असणार आहे?"
हं, हं, हं. हां. हं. हं. हां, हां. हं, हं. बरोबर आहे. अ, हां.
त्याला जर अन आजचा आत्ताची आत्ता सध्या जी आहे ना, तुम्हाला एखादं घरकामासाठी एखादं मेड मिळणं, ह्याला सुद्धा भरपूर पैसे मोजावे लागतायत. आणि आज जर आपण बाहेरगावी बघितलं अमेरिका किंवा यूके वगैरे ह्या साइडला बघितलं, तर फार कठीण होऊन बसतं की तुम्हाला तिथे अशी मेड मिळणं जी तुमची कामं करेल. आपल्याकडे काम आपल्याकडे मेड तरीही स्वस्त आहे. ह्युमन रिसोर्स आपल्याकडे अजूनही खूप स्वस्त आहे. पण जर अशा ठिकाणी गेल्यावर मग तुमच्या मुलाचे रूम पूर्ण अस्ताव्यस्त राहील, त्याला स्वच्छतेचं काहीच हे मिळणार अ, कळणार नाही आणि त्याने तो आजारी पडेल. चालेल का तुमचं असं झालेलं? मग कुठेतरी त्यांनी हे त्यांना कन्विन्स केलं माझ्या सासू-सासऱ्यांना आणि मग माझ्या सासू-सासऱ्यांना पण थोडंसं ते एक्सेप्ट केले.
हं. हो, हो, हो. भरपूर पैसे मोजेल. बरोबर आहे. हो ना. हं, हं, हं, हं, हं. नाही, नाही, मेड. हो, हो, हो, तिकडे हां. हं. बरोबर, बरं. हं, हं. हां. नाही बरोबर. हं. हां. हो. अगदी बरोबर आहे. हां, तेव्हा मग केलं. पण मग असं सण सण-समारंभ असतो ना आपला. तेव्हा जर अचानक काही अ, कामं जास्त वाढतात, तेव्हा मग तुम्ही कसं हँडल करता? त्यासाठी सगळ्यांना कसं सामील करता?
हो. सण-समारंभाला जास्त मदत ना मिळत नाही अजूनही. कारण नेमके तेव्हा त्या लोकांचे एक्झाम सुरू असतात.
अच्छा. हां. हं.
दिवाळीच्या आधी सहामाही परीक्षा सुरू असते. गणपतीमध्ये वगैरे आपण म्हणावं, तर त्यांची ट्रिमेस्टर चालू असते. त्यामुळे त्यावेळेला बऱ्याच अ, बराचसा लोड जो आहे तो माझ्या खांद्यावर असतो. हां, पण त्यात थोडाफार, थोडाफार हातभार म्हणजे सामान, वाणसामान बाहेरून आणून कुठून द्यायचं असेल, तर त्यासाठी नवरोबा असतात, तयार असतात मदतीला. किंवा मग बऱ्याच वेळेला सासूबाई पण म्हणतात की, "ठीक आहे. हे करून दे, ते करून दे असं करून देते तुला."
हं, हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं, हं. हां, हां, हां. नाही. हो. हं, हं. अच्छा, वाह! हं, हं, हं, हं. चांगलं आहे, चांगलं आहे. खरंच खूप अ, छान वाटलं म्हणजे तुमचे अनुभव, तुमचे घरातले किस्से ऐकून म्हणजे खरंच अ, तुम्ही जे शेअर केलंत तुमचं अ, आ न सासू-सासऱ्यांचा पुन पहिला नकार असणं आणि नंतर मग त्यांनी परवानगी देणं, तुमच्या मुलांना त्यांच्या शाळेत शिकवणं. हे खरंच म्हणजे खूप छान आहे की घरकामामध्ये पू पूर्ण कुटुंबाला सामील करण्याचं शिक्षण त्यांना आत्तापासूनच मिळतंय. तर खरंच खूप धन्यवाद तुमचे.
<chuckles> खूप धन्यवाद.